हां. त्याच्यासाठी जरा हं. त्याच्यासाठी जरा थोडं लक्ष द्यायला लागतं. अदरवाईज इट इस अ, ईझिअर म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाहीये त्याला. तर मग हे बाबा होळी आता होळी आहे हे त्यांना सम समजलं की त्याच्या 2 दिवस अगोदर काळा वाटाणा भिजत घालायचे. मग नंतर होळीच्या दिवशी होळीच्या आदल्या दिवशी
जसा म्हणतात ना दाबला गेला पाहिजे. कष्ट आहेत. अच्छा, अच्छा. अच्छा.
तो शिजवून ठेवायचे कारण तेही स्वतः होळी खेळायचे. त्यामुळे खेळून आल्यावर अंघोळ बिंघोळ करून 15 मिनिटात तो त्या काळ्या वाटाण्याचा सांबार करायचे. आय डोंट नो हाऊ.
म्हणजे म्हणजे सणासाठी खास होती का ही त्यांची, म्हणजे असं काही स्पेसिफिक होतं का स्पेशल?
हो. हां, म्हणजे असं स्पेशल असं काही नाही पण त्यांचा काळा वाटाणा खूप सुंदर व्हायचा. आणि आम्ही असे सगळे थोबाडं रंगावून. <chuckles> होळीची ओले चिंब हो. ओले चिंब आणि असे कुडकुडायचो आणि अ, सगळे मोठेपण हां. आणि बाबा असं हे भलं मोठं पातेलं एवढ्या सगळ्या लोकांसाठी किती जण असायचो आम्ही आरामात 50 ते 60 जण
<laughs> होळीच्या दिवशी. क्या बात! म्हणजे तुम्ही 50 ते 60 लोकं आणि त्याच्यासाठी तुमचे बाबा एवढा सगळा काळा बापरे! काळ्या वाटाण्याचा सांबार बनवायचे?
हो. करायचे. हो. हो, हो. आणि
बाप! मग त्याच्यामध्ये खोबरं वगैरे जात असेल ना? म्हणजे मालवण साइड म्हंटलं की हां.
हो. सुकं खोबरं, ओलं खोबरं, भाजलेला कांदा, लसूण, ह्या सगळ्याची ग्रेव्ही
हां, कारण मला आठवतंय
आणि फोडणीला पण थोडासा कांदा, असं.
मालवण किंवा किनारपट्टा म्हंटला की खोबऱ्याशिवाय पान नाही हलत.
हो. मेन. मेन आहे त्यांचं खोबरं म्हणजे. आणि या रेसिपीमध्ये काय करायचं असतं माहितीये का? हा जो शिजलेला वाटाण असतो ना, तो हाल्फ, हाल्फ डिव्हाईड करायचा. म्हणजे अर्धा फोडणीला घालायचा आणि अर्धा बाजूला ठेवायचा असतो. म्हणजे हे ओलं खोबरं, सुकं खोबरं, अ, कांदा, लसूण ह्याची एक ग्रेव्ही. असते. आणि तो जो शिजलेला काळा वाटाणा आहे ना त्याची एक ग्रेव्ही. असते.
हो, हो, हो. बरोबर. अच्छा. हां, हां, हां. अच्छा.

हां, सो मेन तर तोच असतो म्हणजे म्हणून त्याला सांबार म्हणतात काळा वाटाण्याचा तर तो अर्धा
अच्छा, अच्छा! मग तुम्ही काय त्याला मॅश करता असं छान?
मॅश नाही. डायरेक्टली मिक्सरमधून फिरवून बारीक.
अच्छा, अच्छा! म्हणजे त्या त्याची पेस्ट करता तुम्ही तयार.
पेस्ट हो. मग अर्धा फोडणी घालायचा, कांदा, टोमॅटो वगैरे घालून अ, फोडणी घालायचा. त्याच्यानंतर हा जो आपण अ, अर्धा जो ठेवलाय आणि ते मिक्सरमधनं बारीक केलंय ना, त्याची पेस्ट, ती घालायची, पाणी घालायचं, थोडीशी उकळी आली की मग ही जी आपण ग्रेव्ही केली आहे ना, अ, ओलं खोबरं, सुक खोबरं, कांदा, लसूण आणि हेच वाटताना ना, अ, ग मालवणी मसाला घालायचा मिक्सरमध्येच वा फिरवताना.
बरोबर. हां. अच्छा. वाह! वाह! वाह! आणि त्याच्यावर छान असा तवंग आला दिसतोय मला इथूनच. <laughs>
मग हे सगळं घालायचं. हां, असा मस्त तवंग येतो, मग अशी फ्रेश, फ्रेश कोथिंबीर घालायची. आ! हा! हा! आणि बाबा ना, माझे अजून काय करायचं माहितीये का? आपले जे टोमॅटो असतात ना, ते खास असे निवडून-निवडून ना छोटे-छोटे टोमॅटो घेऊन यायचे बाजारातून.
अरे वाह! हां, हां. म्हणजे बघा आहेच. कष्ट आहेत.
आणि हो, म्हणजे चेरी टोमॅटो नाही. थोड थोडेसे मोठे.
हां, हां, म्हणजे जे आपले साधे टमाटर असतात तेच, पण त्याच्यामध्ये थोडी छोटी साइझ.
हां, हां, असं ते घेऊन यायचे. माझ्यासाठी असायचं हे आणि ते फक्त 2 तुकडे करायचे त्याचे.
अरे वाह! आणि मग जेव्हा असं आठवतंय का तुम्हाला? की बाबांनी बनवला आता हा पदार्थ, पाव वगैरे सगळे तयार आहेत आणि पहिला घास तोंडात आणि त्याची ती लज्जत, काही असा
आणि ते फोडणीला घालायचे असं. हं. हं. हां. आहा! आत्ताच हे बघा आत्ताच मी घालतीये तो तोंडात तुम्ही बोलताय आणि <laughs> जसा पावाचा घास आणि मजा म्हणजे काय तो असा गरम-गरम असायचा काळ्या वाटाण्याचा सांबार आणि पावासाठी पण बाबांचा बेकरीवाला ठरलेला होता.
तोंडाला पाणी सुटलं. बरोबर. अहा! हा!

किती मजा असते नाही, जेव्हा आपण आपल्या कुटुंबासाठी एखादा खास प्रसंग किंवा एखादा छान पदार्थ घरच्यांना खायला देतो किंवा त्यांच्यासोबत शेअर करतो, तेव्हा किती मजा येते. तुम्ही एखादा असा किस्सा किंवा तुमची एखादी आठवण सांगू शकता का?
हो, नक्कीच. अ, आम्ही ना एका आ, म्हणजे एक आद आम्ही नंतर बऱ्याच काळानंतर एक नवीन घर घेतलं. पण अ, आम्ही जेव्हा लहान म्हणजे माझं बालपण स्पेशली एका अशा खूप अ, सिंपल साध्या आणि अ, चाळ अशी परंपरा असणाऱ्या एका बिल्डिंगच होती. हो, बिल्डिंगच होती. पण वातावरण तसं होतं. तर अ, आमच्याकडे ना होळीला अं, आमचे बाबा काळ्या वाटाण्याचा सांबार आणि पाव करायचे. आमच्याकडे चित्र असं जरा उलटं <chuckles> हो. उलटं असायचं. हो. अ, सांगते पण चित्र उलटं असायचं. माझे वडील इज अ शेफ. <chuckles> आणि आईला अशी स्वयंपाकाची फारशी आवड, आवड नाही. असं एक चित्र आहे माहेरी. हो. <chuckles>
अच्छा. हां, हां. अरे वाह! चाळीतले दिवस. सोनेरी दिवस. काळ्या, काळ्या वाटाण्याचा सांबार कसं करतात ओ? क्या बात है! बरं आहे ना मग, तुमच्या तुमच्या वडिलांनी पुरुष प्रधान संस्कृतीला छेद दिला.
छेद दिला अक्षरशः सो बॅक टू काळ्या वाटाणाचा सांबार. तर ही एक अ, मालवणी डीश आहे आणि कुडाळ, सावंतवाडी हे जे प्रॉपर मालवण आहे ना, तिथे ही खूप फेमस आहे. तर अ, ह्यात किनारपट्टा. अं, तर ना ह्याचा एक अ, एक छुपा इन्ग्रीडिएंट अ सिक्रेट इन्ग्रीडिएंट आपल्याला म्हणता येईल की तो मालवणी मसाला. ठीक आहे.
हां, हां. अच्छा, अच्छा. म्हणजे किनारपट्टा आपला. बरोबर. आहाहा तो काळा मसाला म्हणताय का तुम्ही? जो
अ, नाही, नाही. काळा मसाला वेगळा जो ते मिसळ वगैरे करतात ना तेव्हा वापरतात तो काळा मसाला. हा मालवणी मसाला वेगळा असतो. आता मालवणी मसाल्यात काय असतं ते मला इतकं माहीत नाही.
आ, हां, हां.

त्याला ते सांगायचे. की बाबा गरम-गरम पाव द्यायचंय आम्हाला बेक केलेले असे नुकते बाहेर काढलेले. आणि असे ते गरम-गरम पाव कोणालातरी पाठवायचे घेऊन म्हणजे आमच्या पोरा पोरांपैकीच. मग कोणीतरी जायचं पाव घेऊन यायचं. आणि मग ते गरम-गरम पाव असे मऊ लुसलुशीत एकदम आणि त्याच्यात तो गरम-गरम सांबार. आणि आम्ही कुडकुडलेले सगळे पाण्याने आणि पूर्ण अ, रंगाने माखलेले हो आणि मग आम्ही असे मस्त अ, ताव मारायचो त्याच्यावर आणि मग काय? भांग पिणारे भांग प्यायचे त्याच्यासोबत. मग झालं मग एकमेकांचे चेहरे डायरेक्ट दुसऱ्या दिवशी दिसायचे. उठायचंच नाही कोणी. <laughs>
अ. वाह! वाह! म्हणजे. बरोबर. हो. होळी रे होळी. किती मजा. हो. किती मजा पण तुम्ही सांगताय ना मला असं वाटतंय, की एक चित्र उभं करताय तुम्ही माझ्यासमोर किती सुंदर.
खूप धमाल. खूप धमाल. हो. <chuckles> धमाल करायचो. हं.
आणि आता मला हे सांगा, की हा फक्त होळीसाठी एक पारंपरिक पदार्थ आहे, की कधीही बनवू शकतो?
कधीही बनवू शकतो, पण बाबांना ना, असं सगळ्यांना खायला घालायला खूप आवडतं. आणि म्हणून मग ते एक होळीचा दिवस चूज़ करायचे. की आम्ही तसेही खूप मज्जा मज्जा मस्ती करायचो ना होळीला. तर मग ही पण एक मज्जा, म्हणून मग ते असा काळ वाटाण्याचा सांबार करायचे. एकदा मला आठवत आहे, की माझं लग्न झाल्यावर आम्ही अ, सगळी सासरची मंडळी अ, वॉटर किंगडमला गेलो होतो.
अच्छा, अच्छा. हां, हां. बरोबर. बरोबर. अच्छा, अच्छा.
एक पिकनिक म्हणून. आणि वॉटर किंगडम पासून माझं माहेर जवळ आहे. त्यामुळे आम्ही वॉटर किंगडमच्या नंतर आणि आम्ही वॉटर किंगडमला व्यवस्थित खाल्लं होतं हां.
अच्छा.
व्यवस्थित खाल्लं होतं. सगळंच जे काय आहे हां, हो, हो. कारण पाण्यातनं बाहेर आलेलो भूक लागलेली. सो आम्ही एकदम ताव मारून हां, हां. आणि आम्ही बाबांना सांगितलं येतोय म्हंटल्यावर कोइन्सिडेंटली बाबांनी काळे वाटाणे भिजतच घातले होते वाटतं. आणि आम्ही गेल्यावर बाबांनी काळा वाटाणाच केला होता. आणि आम्ही जो काय मे बी हां, हां. ना आणि आम्ही त्या काळ्या वाटाण्यावर पण जो काही ताव मारला.
बरोबर यथेच्छ पेट पूजा झालेली आहे. तरीही काळ्या वाटाणाचा सांबर बोलवतोय. तुम्ही याल कदाचित हे त्यांना माहितच असेल. की नक्की येणार आहात तुम्ही.